अ, मी अ, शक्यतो अंधारच मला लागतो. म्हणजे अगदी चिट्ट अंधार. काहीच दिसणार नाही असा अंधार, काळोख असला तर मला छान झोप लागते आणि त्यासाठी मी सगळे दिवे बंद करतोच. खिडकीचे पण पडदे बंद करतो. वातावरण निर्मिती ही खूप महत्त्वाची आहे माझ्यासाठी आणि अ, त्याचबरोबर पलंगही जरा आरामशीर आहे. एक अ, माझ्या उशा ज्या आहेत नेहमीच्या त्या सवयीच्या उशा, त्याच ल चालतात मला. पांघरूण पण माझं एक असं आहे खूप जुनं आहे. त्याला आता गोळे आलेत अक्षरशः. पण मी सोडत नाही ते पांघरूण. <chuckles> कारण अ, त्यात इतकी छान झोप लागते ना आणि अं, गंमत म्हणजे त्याच्यात उन्हाळ्यात जरा गार वाटतं आणि हिवाळ्यात जरा असं गरम होतं ते पांघरूण असं वेगळंच आहे काहीतरी आणि ते आम्हाला कुठे मिळालं आहे म्हणजे मला एका, Air Indiaच्या फ्लाइटमध्ये मी विकत घेतलं होत. तर तिथून मी ते आणलं विकत आणि आता तेच परत Air Indiaच जावं लागेल ते घ्यायला बहुतेक असं आहे ते पांघरूण. म्हणजे खूप आरामदायक आहे ते आणि त्यातच झोप छान लागते. त्याचबरोबर तुम्ही म्हणालात ना की
हां, हां. अच्छा. हां, हां. अच्छा. अरे वाह! हं. छानच. <chuckles> वाटतं आहे. हां, हां. हो कारण मी असं हां, मी पहिल्यांदाच ऐकलं, कारण की तेच पांघरून अ, उन्हाळ्यात थंड वाटतं आणि तेच अ, हिवाळ्यात गरम वाटतं. असं कधी ऐकलेलं नाही आहे म्हणजे अ, आपण म्हणतो ना की कोणत्या प्रकारचं त्याच्यामध्ये वापरलं गेलं असेल, कॉटन आहे का, काय आहे हे? हो, नक्कीच.
हो. हो. हो. काय मलाही कळलं नाही आहे ते अजून. अर्थात म्हणजे खूप गार अ, पडलं आता माझ्या शहरात तर 7 डिग्री झालं आहे. त्यामुळे एक दुसरं थोडंसं पांघरुण मी म्हणजे Air India आणि Indigo अशी 2 पांघरुणं मी मिसळून अ, घालतो आणि त्यांचे कापड खूप सुंदर आहे. त्या जी काही ते देतात ब्लँकेट त्याचं, म्हणून मी ते विकत घेतले तिकडं अगदी पैसे देऊन. तर ते सवयीचं आहेच आणि तुम्ही म्हणालात ना की डोळ्याला पट्टी किंवा कानाला पण प्लग वगैरे लावतात? तर मग त्याची फार गरज पडत नाही मला. मी एक अ, सॉफ्ट टॉय आहे माझ्याकडे. ते असं मी तोंडावरती किंवा कानावरती असं दाबून झोपतो छानपैकी आणि त्याहून सर्वात एक महत्त्वाची सवय आहे, जी मला तुम्हाला सांगायला आवडेल नक्की.
हां, हां. हो, हो. <chuckles> अच्छा. हां. हो. कॉलिटी. हां, हां, हां. हो, हो. हां, हां, हां.